हो.
सारखा मारायचा. म्हणजे तो मार खायला जन्माला आला होता. फक्त हिरोईन इम्प्रेस करायला, त्या पाक त्या पाक एकदम पतल्या लाकडीला. आणि मग याच्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, या नाटकामध्ये शिकण्यासारखं म्हणजे या अ, कार्टूनमध्ये कसं होतं ना हिरो जेव्हा पण मार खायचा ना, तर मग जेव्हा तो मार खाऊन कुठेतरी पडेल पडला, तर तो काय त्याच्यात ना एक स्पिनच काढायचा. पालक एक डब्बा असायचा. जसं तो पालक पालक, हां. स्पिनच म्हणजे त्या डब्यावर स्पिनच लिहिलेलं असायचं. नंतर-नंतर ते हिंदीमध्ये जेव्हा आलं ना डब व्हायला लागलं, तेव्हा समजलं स्पिनचला पालक म्हणतात. एवढं तर आपलं शिक्षण पण तेवढं चांगलं नव्हतं. पण
<chuckles> <chuckles> हां. हां. हां, हां. अच्छा. अच्छा, पालक. हां. अच्छा. हां. हां. ओके. <chuckles> हां.
मग आता कसं आहे ना, हिरो पालक खातो आणि त्याच्याकडे एवढी ताकत येते, एवढी ताकत येते ना तो कोणालाही कसाही कुटू शकतो.
हं. बाप रे!
तुम्ही विचार करा, एक लहान मुलगा हे बघतोय. है ना. लहान मुलगा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 6-7 वर्षाचा मुलगा. त्याच्या डोक्यावर आताची विवेकबुद्धी काय असेल, मी घरी नेहमी आईला सांगायचो की पालक बनव.
हां, हां. हं. <chuckles> हां, अरे बापरे! <chuckles>
हं. तर कुठलं कुठ मी कुठून पण जंप वगैरे मारायचो असं.
हां.
काय बोलतात अ, बिल्डिंगच्या त्या पहिल्या दुसऱ्या पायऱ्यावरून जंप मारायचो, पडायचं, लागायचं. ताकत आली माझ्यात. तर इतका वेड होतं मला त्या कार्टूनचं.
अच्छा.
ज जबरदस्त म्हणजे
म्हणजे

हां. सतक रहे सावध रहे हां.
सावधान इंडियामध्ये सांगतात ना त्यांनी मला लहानपणीच सतर्क करून टाकलेलं आहे.
बरोबर.
एकदम "ए भाई भरोसा नाही करायचा तू हे सगळे नाहीये. आयुष्यमध्ये तुला कोणीही गंडवू शकत तू नाही गंडायचं."
<chuckles> बरोबर. आता आता जसं तुम्ही मला तो एक कार्टूनचं नाव सांगितलं "पोपाय द सेलर मॅन." तर तुम्ही तुम्हाला तो शो फार जास्त आवडायचा. आता त्या शोला तुम्ही जर आताच्या कार्टून सोबत कंपेअर करतो म्हंटलं किंवा आताच्या शो सोबत एखाद्या कंपेअर करतो म्हंटलं, तर तुम्हाला काय वाटते की आता जे शो त्याचा बरोबरी करू शकते का?
तू हुशार हं, हं. बरोबर. नाही अजिबात नाही करू शकत. म्हणजे त्यातून एक कारण आहे एकदम जेन्युइन कारण कसं आहे की तेव्हा आहे ना, ब्लॅक एंड व्हाईट टू कलर आहे ना अ, दुनिया होत होती. दुनिया नाही मी सांगेल भारत हो
अच हां. हां. बरं. हो.
बाकी काही ते झाले होते जे डेव्हलप होते पण भारत कलर अ, कलरमध्ये येत होता. आणि तेव्हा असं होतं ना, कार्टूनचे कलर्समध्ये बघा आजच्या दुनियामध्ये कलर्स मिस आहे. आज कोणालाही विचार तुमचा फेवरेट कलर काय आहे एक उत्तर पहिला असेल ब्लॅक त्यांचा. काय माहीत काय ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक. आज तुम्ही बघा गाड्यांचे कलर काय दिसतात तुम्हाला ब्लॅक एंड व्हाईट. बिल्डिंगचा कलर किंवा कन्स्ट्रक्शन साइडला काय दिसतं ग्रे कलर दिसतात. कलर तुम्हाला ऑरेंज कलर कुठे दिसतो? तुम्हाला येलो कलर कुठे दिसतो? ब्लू कलर कुठे दिसतो? कलर्स गायब झालेत.
हं. बरोबर. हो. ब्लॅक. हो, हो. व्हाईट. हो. खूपच कमी, खूपच कमी.
तर मग काय आहे ना, आधीची दुनिया जी होती ना, दॅट वॉज कलरफुल. सुंदर सुंदर कलर डोळ्यांना ते दिसायचे. आता डोळे तुम्ही अ, घरातून बाहेर निघाले ना तुम्हाला दिसेल की त्या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला 2 च गाड्या दिसतायेत एक ब्लॅक एंड व्हाईट दॅट्स इट.
हो. बरोबर. हो.
बाकी काय, अ, 100 पैकी 4-5 गाड्या असेल ब्लू रेड बस तेवढंच असं. तर ते जिवंतपणा
हो, हो. भरपूर कमी लोकं घेतात तसं.
हं. आता तो जिवंतपणा होता. आता कुठे आहे ना, ते कलर्स पण यूज नाही करत आहे. आणि तेव्हाच बघा ना, जिवंत वाटायचे आणि क्रिएटिव्हिटी होती त्यांची. आता काय ऑगी हो मेरे मेरे को बचाले अरे काय दादा तू काय करताय तुम्ही लोकं हां.
हो. <chuckles> हं. <chuckles> आणि त्यात पहा त्यात शोमध्ये तुम्ही पाहाल तर त्यात मिमिक्री टाकली आहे आणि म्हणजे हिरोंचे आवाज वगैरे टाकले आहे आता.
म्हणजे ते काय करताय हं, हं. बघा, एखादी गोष्ट बघा आता समजा तुमच्याकडे एक शर्ट आहे, आहे ना, माझ्याकडे एक शर्ट, शर्ट जर विकला जात नाही तर मी काय करतो त्याला? मी त्याला ऑफर्स टाकतो.
हां. हां.